अ, झालेलं आहे म्हणजे अ, कारण कसं होतं, म्हणजे घरामध्ये लग्न होतं आणि अ मला सुट्टी मिळाली नव्हती.
हं, हं, हं. हं. हं. अच्छा. हं.
तर अ, मला नाही मिळाली, पण मग सगळ्यांना जायचंच होतं आणि अ, त्याच्यामुळे सगळे गेलेत म्हणजे गावी गेलीत. खरं म्हणायला तर मला मिळणार होती, पण त्यांनी नाही दिली, वेळेवर त्यांनी नाही म्हटलं. पण मग कसं झालं मी अ, मग मी ऑफिसला जातच होते. पण आता सुट्टीचं हे दिलेलं असल्यामुळे त्यांनी तो 1 दिवस मला दिला की अ, ठीक आहे, जा पण म्हटलं आता उपयोग काय ना. मी जाणार कसं. पण मग पण म्हटलं नाही का म्हणावं. मिळते ना सुट्टी कारण असेही ते देत नाही लवकर. तर जर मिळाली आहे तर अ, घ्यायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे मी घरी एकटीच होते. तर अ, जसं असतं ना आरामात सकाळी अ, उठले मी उशिरा आणि सगळं काही केलं. आणि अ, असं सगळं झाल्यानंतर म्हटलं बघत बसूया आपण काहीतरी अ, छान काहीतरी अ, बघूया मस्त असं असं मी ठरवलं. पण जास्त नको, कारण आपण बाकीची पण कामं करू. जर आज घरीच आहे तर काही असतील, तर काही टास्क करूया. म्हणजे आपल्याला परत उद्यापासून हे होईल. तर ठीक आहे. तर आता ऑब्व्हियसली मी आरामात पडल्या-पडल्या ते बघायला सुरुवात केली ना, तर ती दुपार संध्याकाळ बाहेर कधी अंधार झाला.
हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा. हां, हां, हां, हां. अच्छा. हं. अच्छा. हं, हं, हं. हां. ते हं, हं, <chuckles> हां बरोबर आहे. हं. हां, हां. हं, हं. हां, हां. हां. हं, हां. हं, हं. हं. <chuckles> हं. हां. <chuckles> अरे बा <chuckles>
मला कळलाच नाही कारण की मी सगळा कंटेंट म्हणजे बऱ्याच दिवसांनी बघितलेला नव्हता आणि असा कंटिन्यू बघितलेला नव्हता. त्याच्यामुळे पहिली संपली सीरीज तर ते दुसरी असं सुरूच म्हणजे तो ॲपिसोड सुरूच, सुरूच चालू. तर अगदी आणि संध्याकाळी फोन आला मला म्हणजे अ, की तू घरी आलीस का? आणि हे मग तेव्हा मला कळलं की अ, हो आज आपल्याला सुट्टी होती. आपण ठरवलेलं होतं आणि मग मी मम्मीला म्हटलं म्हटलं हो, हो, हो मी आली आणि आता म्हटलं अरे, बापरे! जर मी असं सांगितलं तर किती लेक्चर ऐकावं लागेल. तर तर असं म्हणजे आहे होतं असं घडतं.
हं, हं. हं, हं, हं. हां. ओ हां. <chuckles> हं, हं, हं, हं, हं. हां, हां. <laughs> अच्छा. हां. <laughs> हं. हो ना. हो. हं.

हं, नाही, नाही, अगदी, अगदी बरोबर आहे. पण काय होतं माहिती आहे, खूप वेळेला अ, सोशल मीडियावरती जे क्रिएटर्स असतात किंवा ते अ, छोटे-छोटे अ, व्हिडिओस बनवणारे, रील्स बनवणारे अ, जी अ, लोकं असतात, जी इन्फ्लुएन्सर म्हणतो आपण, तर त्यांचा आपल्यावरती ना खूप वेळेला खूप प्रभाव पडतो, म्हणजे त्यांच्यासारखं राहायला आवडतं किंवा ते ज्या गोष्टी वापरत आहेत, त्याच गोष्टी खूप वेळेला आपल्याला वापरायच्या असतात किंवा म्हणा अ, कुटुंबाचं अ, जे काही असतं, ते अ, ते त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे म्हणजे अ, त्यांच्यासारखंच आपल्याला जीवन जगायचं. आता तुम्हाला त्याचा काही असा अनुभव आलाय का, की तुमच्या घरामध्ये तुम्हालाही तसंच असं म्हणजे तुम्हाला म्हणा किंवा घरातल्या इतर कुटुंबातल्या व्यक्तींना तसंच सेम अ, अ, म्हणजे वाग वागायचं असतं किंवा ते तसंच अ, फॉलो करायचं असतं असं काही? हं.
हं. अ, अ. हं. अ, मी म्हणजे माझं जर सांगायचं झालं तर अ, थोडंफार म्हणजे जर काही वस्तू किंवा काही अ, गोष्टी किंवा कपडे असे काही फॅशन म्हणू शकतो, असं जर काही असेल तर थोडंफार ते असं मला ट्रायल करायला आवडतं किंवा थोडंसं ट्रेंडमध्ये जायला आवडतं, पण जर समजा कुटुंबात बघितलं आजकालची पिढी जर बघितली. अ, तर त्यांना अ, तर म्हणजे अल्मोस्ट तेच फॉलो करायला आवडतं, तसंच करायला आवडतं. आता सध्या ते डान्सिंगचे खूप चाललेले आहे, मग तसंच वागायला आवडतं. मग ज्या पद्धतीने आता ते म्हणतात ना की अ, डिग्रीची काही गरज पडत नाहीये, अभ्यासाची काही गरज पडत नाहीये, असं ते जे चाललंय ना मग आजकाल आता कुटुंबातले पण काही असतात. ते म्हणतात काही फरक पडत नाही, मग आपण हा रील बनवू, ते रील बनवू, आपण फेमस होऊ, आपण करोडपती होऊ अशी काहीही व्यर्थ बडबड करतात <chuckles> म्हणजे त्याला काही अर्थ नसतो. तर अ, असं म्हणजे होतंय. नक्कीच होतंय आणि खूपच चाललेलं आहे म्हणजे घरातही मी सांगू शकते आणि आजूबाजूलाही अ, चाललेलंच आहे.
हं. हं. हं, हं. हं, हं, हं. हां, हां. हं, हं, हं. हं, हं, हं. हां, हां ना, तेच. हं, हं, हं. हं, हं. अ, हां. हं, हं. <chuckles> हं, हं, हं. हां ना, हां. हां, हां, हां, खूप असतात. हो, हो. हं. हं. हां, हां, हां. हं, हं. अच्छा, नाही तेच मग तुम्हाला त्याचा कधी असा त्रास वगैरे झालाय का, म्हणजे अ, त्याचा प्र प्रभाव खूपच पड अ, ...पडत चाललाय आणि तुम्हाला मग त्याचा परिणाम अ, कुठेतरी अ, त्रासामध्ये होत आहे, हं?
अ, हो, हो. तर घरामध्ये होत.

अ, बरोबर आहे की जास्त वेळ हा त्याच्यावर जातोच की दुसरं काम करायचं आहे. मी 5 मिनिटात बघते ही रील आणि मी काम करते. तर ते 5 ते 10, 10 चे 15 अर्धा तास आणि 1 तास म्हणजे तो होतोच आणि जोपर्यंत कोणी आवाज देणार नाही की अ, हे काम बाकी आहे किंवा काय आहे. तर ते सुरूच असतं म्हणजे. कारण काय असतं, म्हणजे मला असं वाटतं वापर करत असताना की अ, आपल्याला जे हवं ना, जे मला पाहिजे. ते ते अल्गोरिदम देतं आणि ते आवडीचं असतं. मग ती जी आवडीची गोष्ट असते ना जर ती सतत मिळत असते तर त्याच्यात तो कधी वेळ निघून जातो हे खरंच कळत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की लोकांशी संवाद आजूबाजूच्यांशी संवाद हा कमी झालाय. तो मला वाटतं त्याचं कारण हेच आहे की आपल्याला लोकांकडून जे पाहिजे आवडीचं जर नाही मिळालं मग आपल्याला इथे मिळतं ना. मग त्याच्यावर तो वेळ जास्त जातो असं मला वाटतं.
हं. हं, हं. हं. हां. <chuckles> हं, हं. हो ना. <chuckles> हं. ओके. हं. <chuckles> हं. हं. हं, हं. हं. हो, हं. हं. हां. हं. हां, हां. <chuckles> हो. हां, बरोबर. हं. नाही, नाही. अगदी, अगदी बरोबर आहे. पण तुमचं असं कधी झालंय का, की खूप वेळ तुम्ही म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी कामाच्या टेन्शनमधून म्हणा किंवा अ, वैतागून आलेत, थकून आलात आणि तुम्ही रिलॅक्सेशन म्हणून मग मोबाईल घेतलाय अ, किंवा पॅड म्हणा किंवा काहीही, घेतलाय आणि सोशल मीडिया चालू केलेले आहे आणि चालू केल्यानंतर तुम्ही अ, तर ते बघण्यात एव एवढे मग्न झाले आहेत की तुम्हाला आजूबाजूचा क काय किती वेळ झाला आहे किंवा अ, सं दुपारची सायंकाळ झाली आहे, संध्याकाळ झाली आहे तेही कळलं नाही आहे? असं कधी झालंय का?
हं, हं, हं.

हां, नाही. अगदी, अगदी बरोबर आहे. पण मग त्या त्याच्याप्रमाणे तुमचे इमोशनल अपडाउन्स होतात का कधी ह्या गोष्टींमुळे?
हो, हो. अं, बऱ्याच वेळेला होतात. म्हणजे कारण कसं आहे की अ, जसं अ, Facebookला माझे बरेचशे आता टीव्हीवर तर काही न्यूज बघितल्या जात नाही किंवा वाचन काही होत नाही जास्त, तर म्हणजे पेज लाइक केलेले असतात, त्याच्यावर माझ्या बातम्या असतात. मग त्या बघायला मिळतात. मग इथे हे झालं आहे, इकडं वॉर चाललेला आहे. मग आपल्या देशामध्ये अ, ज्या गोष्टी आहेत. जसं आता सध्याचं म्हणजे अ, नाशिकचं ते तपोवनचं जे झाडांचं चाललेलं आहे. मग ते जेव्हा त्या गोष्टी बघितल्या जातात, बातम्या बघितल्या जातात तेव्हा तो आपण म्हणतो ना, की ती अ, संवेदना ज्या असतात त्या अशा बदलतात. की अरे, असं हे चाललेलं आहे, कसं चाललंय आपल्या देशामध्ये कसं होतय, मग ह्या सगळ्या गोष्टी अशा बदलत जातात. जशी-जशी बातमी अ, अशी मिळते. म्हणजे आत्ताची पण ती अ, सध्याची बातमी आहे म्हणजे अ, क्रिकेटच्या त्या हे आहे, उपकप्तान आहे, तिच्या लग्नाची कोणती गोष्ट आहे, त्यांनी किती त्या गोष्टीला ताणलेलं आहे. म्हणजे कोणाच्या पर्सनल अ, आयुष्याबद्दल तुम्ही इतकं ताणतात, त्याची इतकी मतं बनवतात आणि इतका तुम्ही त्रास अ, टॉर्चर करतात. म्हणजे ते पण असं वाटतं की अरे, काय चाललंय आहे तर मग अ, नक्कीच जसं दिसतं त्याच्यावरून हे मनाचे पण हे सगळेच्या सगळे असे बदलत जातात. कुठे छान वाटतं. अ, कोणाला काही मिळालं आहे चांगल्या गोष्टी, अ, कुठे काही वाईट झालं, कुठे काही स्फोट होतोय, असं ते अ, बदलत असतं आणि त्याच्याने मूडसुद्धा बदलतो आपला.
हं. हं. हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं. हां. हं, हं, हं. हां. हं, हं. हं, हं, हं. हां. हां ना. हं. हो, हो. हं. हं. हां, हां. हां. हं, हं, हं, हं पर्सनल लाईफबद्दल खूप आहे. हां ना, हं, हं, हं. हं, हं, हं. अहां. हं, हो, हो, हो. हं, हं, हं.